हां. मग अ, बघा ना, जसं तुम्ही ऐकत आलेला आहात तुमच्या घरातून, तर मग तुम्हीसुद्धा सकाळी अशी गाणी गुणगुणतात का? म्हणजे त्याने तसं काही ऐकलं पाहिजे <chuckles> कारण तुम्ही ते असं सगळं ऐकून हे झालं हो, तर मग त्याला ते आवडतं का?
हो, नक्कीच. हो, नक्कीच. हो, नक्कीच, तोही म्हणतो माझ्यासोबत माहिती आहे का कधी-कधी अंघोळ करायच्या वेळेस म्हणतो, झोपायच्या आधी म्हणतो, म्हणजे त्याला ती सवयच लागली. एखादं नवीन गाणं निघालं आणि ते आम्ही म्हण मी जर सुरुवात केली, तो लगेच माझ्या मागे चालू करतो. कोणतंही गाणं असू द्या. मी गुणगुणायला चालू केलं ना, तो लगेच माझ्या मागे म्हणजे मी स्टार्टिंग केली, तो एंड करतो असं. <chuckles>
अरे वाह! <chuckles> हां, हां. <chuckles>
म्हणजे इतकं भारी आमच्या दोघांचं एक अ, बाउंडरी आहे गाण्याबद्दल आणि माझ्या हसबँड नेहमी म्हणतात, "तू ना त्या मुलाला बिघडून ठेवशील एक दिवस. तू जशी गाणी म्हणतेस तसंच तो गाणी म्हणतो." म्हंटलं, "काय होतं, गाणी काय चुकीचं थोडी आहे." म्हणे, "अगं नाही तो वय" म्हणजे कधी-कधी आता आपल्याला कशी अशी रोमॅन्टिक गाणी वगैरे आवडतात आणि मग जशी चांगली गाणी तर ते म्हणतोच पण जसं अ, एक अ, चांगलं आता नवीन निघालंय बघा ते अ, काय कोणतं गाणं आहे, रुपेरी वाळूत, <chuckles> ते ते नाही गाणं नवीन निघालं बघा आता. तर मी ते गाणं मला इतकं आवडलं ना, त्याचे सूर, लय, चाल, बोल आणि मी ते गाणं म्हणते ना, तर माझा मुलगा माझ्या मा ते गाणं म्हणतो. म्हणजे त्याला इतकी सवय लागली ना, माझ्यामागे गाणं म्हणायची आणि मी असं नाही म्हणणार, की वाईट आहे, पण एक अ, वयामानानुसार अ, जसं त्याची एज लहान आहे, माझंही म्हणजे कुठेतरी चुकतं की मी त्याच्यासमोर तशी गाणी नाही म्हणायला पाहिजे. पण मला ते गाणं ऐकून खरंच असं कंट्रोल नाही होतं. असं वाटतं की पटपट-पटपट मी कधी ते म्हणते आणि कधी ऐकते असं होतं मला, म्हणजे खूप असं अ, फेव्हरेट गाणं झालंय माझं ते असं म्हणेन.
अरे वाह! खूप छान. <chuckles> ओह! <chuckles> <chuckles> हां, हां, हां, हां. हो, हो. हां, हां. <chuckles> हां, हो. हो, हो. <chuckles>